आणि मग बेस्ट बिफोर आणि यूज बाय तुमच्या मते यातला फरक काय आहे?
हं. हं. उम, हां. बेस्ट बिफोर म्हणजे काही ज्या प्रॉडक्ट्स वगैरे असतात ना, तर ते अ, तुम्ही लवकर म्हणजे एक्सपायरी डेट वगैरे होण्याच्या आधी म्हणजे त्या त्यामध्ये वापरा किंवा त्याचं जे सत्व बेसिकली कमी होतं ना, तर अ, ते त्याच्यामध्ये त्या ड्युरेशनमध्ये वापरलेलं चांगलं. कारण त्याचं सत्व तेवढं राहत नाही किंवा तो रिझल्ट तुम्हाला चांगलं अ, चांगले देत नाही असं सांग हो. हां, त्यामुळे अ, ते प्रॉडक्ट असतं चांगलं पण अ, बेस्ट बिफोर का म्हणतात, की तुम्ही त्याच्यामध्ये आधी वापरलेलं चांगलं नंतरही वापरू शकता पण तितकं तुम्हाला ते एफिशियन्सी म्हणा किंवा इफेक्ट म्हणजे परिणाम तुम्हाला देत नाही हा, असं सांगता येईल त्याच्यामध्ये.
हां. चांगल्या प्रकारे रिझल्ट. हो. हं, हं. इफेक्ट नाही देणार. हो, बरोबर. आणि यूज्ड बाय?
अ, यूज बाय हां, म्हणजे या तारखेपर्यंत असं वापरा साधारण म्हणजे अ, शक्यतो ते एक्सपायरीच होईल असा त्याचा अर्थ असतो. त्यामुळे त्या तारखेच्या आत शक्यतो तुम्ही वापरलेलं चांगलं.
हं, हं. हां, हां. हो, हो. ते जास्त करून अ, म्हणजे आपला ब्रेड किंवा पाव अशा पदार्थांवर असतं यूज्ड बाय. वाह, तुम्ही खूप उत्तम प्रकारे सांगितलं, की तुम्ही फूड वेस्ट अ, कशा प्रकारे कमी करण्यासाठी काय-काय उपाययोजना करता आणि खूप अ, छान प्रकारे तुम्ही रिसायकल सुद्धा करता आणि त्याचा पर्यावरणालाही फायदा होतो आणि अर्थातच घरच्या सगळ्यांनाही फायदा होतो आणि चांगल्या-चांगल्या टेस्टचे पदार्थ परत खायला भेटतात. अन्नाचं रिसायकल झाल्यामुळे. तुम्ही दिलेली माहिती खरंच खूप उत्तम आणि उपयुक्त होती. आपण नक्कीच पुन्हा भेटू. धन्यवाद.
हो, हो. हो ना. हो, हो. हां. नक्कीच. हो. नक्कीच. हो, मला पण छान वाटलं तुमच्याशी बोलून. पुन्हा नक्की भेटू. धन्यवाद आणि आभार.